अ, आपल्यावरती जबाबदारी असते एखाद्या क कामाची, तर मग आपली जी स खालची टीम असते, जे आपल्यासोबत अंडर लोकं आहेत, यांना आपण ते काम किती पद अ, व्यवस्थितरीत्या देतो आहे. त्यांच्या जे स्किल्स आहेत, जे त्यांना येतात. ज्या कामात ते उत्कृष्ट आहेत, ते बघून त्यांना ते काम दिलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी अजून तिथं शिकलो. आणि त्यातल्या त्यात, आपण एक सीनियर पोझिशनवरती असणार, तर जबाबदारी घेणं. जर का टीमकडून काही झालं नसेल, तर त्या टीमच्या वतीने आपण जबाबदार असतो आणि ती जबाबदारी टीमवरती किंवा आपले जे हायर ऑथॉरिटीज आहेत आपल्याहून ते आपल्याला बोलतात आणि आपण तिथे त्या लोकांचीबद्दल चुकीचं न सांगता, आपण ती चुकी स्वीकारली पाहिजे. अ‍ॅज अ आपण त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह असतो, अ‍ॅज अ टीम लीडर आणि मग आपण त्यांना ते चांगल्यारीत्या सांगितलं पाहिजे, म्हणून ह्या सगळ्या ज्या स्किल्स होत्या, या सगळ्या पद्धती होत्या, ह्या मी तिथे शिकलो. त्यानंतर वेगवेगळ्या कंपनींचं कल्चर असतं, त्या कल्चरमध्ये स्वतःला टाकून घेणे, त्यांच्या कल्चरमध्ये काय फीट बसतं जसं, की अ, आता आमच्या कंपनीमध्ये कसं होतं, की जा अ, वरून जी ऑर्डर्स येतील त्यांना आपल्याला खालून डिलिव्हर करणं एवढं इम्पोर्टंट आहे. आपण डायरेक्ट अ, जो एम्प्लॉयी आहे, खालचा एम्प्लॉयी, तो वरती बोलू नाही शकत. ते हायरार्की लेव्हलची सिस्टम होती, की तुम्हाला अ, जर एक अ, ज्युनियर, ज्युनियर अ, टेक्निशियन असेल, तर त्याला त्याच्या सीनियर टेक्निशियन जो त्याचा टीम लीड आहे त्याला त्याची प्रॉब्लेम सांगावी लागेल. लगेच तो टेक्निशियन येऊन कुठं त्याच्या मॅनेजरला सांगेल. तो मॅनेजर वरती सीईओपर्यंत सांगेल. तर अशा पद्धतीने ती प्रॉब्लेमचा फ्लो होता आणि तीच पद्धत आम्हाला फॉलो करायची होती. तर मग त्या पद्धतीत आणि मला आपल्याला कशी सवय असते, की आपण डायरेक्ट जाऊन अ, आपल्या लीडला न सांगता, आपण, पुढच्या व्यक्तीला, डायरेक्ट वरती सांगतो. तर मग ही पद्धत मी फॉलो करायला सुरुवात केली होती. आणि हेच वागणं मी माझ्या कंपनीमध्येही रुजवलं होतं, माझ्या लोकांमध्येही रुजवलं होतं. जेणेकरून कंपनी व्यवस्थित चालेल, कंपनीचा कल्चर तुटणार नाही. कंपनीबद्दल लोकांमध्ये रोष निर्माण होणार नाही. या सगळ्या काम मला भेटलेलं होतं आणि मी ते उत्कृष्टपणे स्वतःला त्याच्यात टाकलं. लोकांसोबत बोललं.
हे बघून, त्यांचे काम. हो, नक्कीच. हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबर आहे. हं, हं. हं. बरोबर. जसे की? हं. हो, का? हं, हं. हो, का? हं. डायरेक्ट वरती सांगतो. हो, नक्कीच. हो. हं, हं. बरोबर आहे. हं. आणि उत्कृष्टपणे ते पूर्ण केलेही तुम्ही, नाही का? हाताळलं पण ते, नक्कीच. मग असे जेव्हा कौशल्य येतात, अंगाला बदलला होतात, मग कौशल्यांची गरज बदलण्यास तुम्ही ते कसे अपडेट होतात करतात, म्हणजे ऑनलाईन कोर्सेस, मॅन्युअल अभ्यास, नेटवर्किंग, नेमका तुमचा अनुभव काय आहे ह्या सगळ्यांमध्ये?
हो. हो. नक्कीच. हं. हं.

तर मग लोक मी त्यांना ओळखलं त्यांच्या त्यांचे जे प्लस पॉइंट काय आहेत? त्यांना कुठलं कामं चांगले येतात आणि कुठल्या कामात ते चांगले नाही, ही गोष्ट मी ओळखून घेतली. त्यानंतर त्याप्रमाणे मी त्यांना त्या कामांमध्ये टाकलं आणि ते काम ते त्यांनी अगदी उत्तमपणे केलं आणि उत्कृष्ट ते काम झालं आणि कामाचा मी असा डायरेक्ट त्यांच्यावरती लो लोड नव्हता दिलेला. त्यांना छोटे-छोटे स्टेप्समध्ये ते काम करायला मी सांगितलेले होते. रोजच्या मीटिंग्ज, रोजची फॉलोअप्स मी त्यांचे घेत होतो आणि त्याप्रमाणे ते काम झालं, उत्कृष्ट झालं. जे आमचे क्लायंट होते त्यांनाही ते फार आवडलं आणि त्यानंतर मला कंपनीनी प्रमोशन दिलं, मला मॅनेजर बनवलं.
हं, हं. नक्कीच. हो ना. हं. हो ना. बघा ना
कुठं माझं हे सर्व बघून.
नक्कीच, मग बघा ना तुमची जी छोटे-छोटे तुम्ही ज्या तुमचे अ, जे सांगितलं आता तुम्ही त्यांना ओळखलं ते कसं काम करत आहे. त्यान तुमची जी डेडलाईन होती ते पण त्यांनी तुम्ही पूर्ण केली नाही का? एकंदरीत आणि त्यानंतर तुम्हाला प्रमोशन ही भेटलं, नाही का. म्हणजे जे नोकरीमध्ये तुमचे ते छोटे-छोटे बदल होते, त्यांचा तुम्हाला फायदा पण झाला एकंदरीत. मग एखादा मोठा पण बदल होतो नाही का? म्हणजे तुम्हाला असं सांगितलं आता प्रमोशन नाही का? पदवाढ, रोलबदल किंवा कंपनी पण बदलते कधी-कधी मग असं झाल्यावरती तुम्ही 1ल्या आठवड्यात काय करतात? कोणत्यातरी 2-3 गोष्टी तात्पुरत्या पद्धतीने हाताळतात कसं करतात?
हं. हं. बरोबर. हं. हो. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. हं. बरोबर, हो. बरोबर. हं. बघा ना आता माझा म्हणजे मला प्रमोशन भेटलं होतं आणि मी पूर्ण टेक्निकल बॅकग्राऊंड मधला व्यक्ती होतो आणि माझं प्रमोशन नॉनटेकमध्ये झालेलं होतं. जिथे मला कुठल्याच पद्धतीचं टेक्निकल काम करायचं नव्हतं. पण मी मॅनेजर हो.
हो ना. अरे बापरे! तुम्ही टेक्निकल पासून नॉनटेकमध्ये गेले होते? हो का?
हो, नॉनटेकमध्ये गेलो, की तिथं मला फक्त लोकांना मॅनेज करायचं आहे अ, जे जे काम आलेलं आहे त्यांना डिस्ट्रीब्यूट करणे, त्याच्या त्या कामाबद्दल फॉलोअप घेणे आणि मोठ क्लायंटसोबत बोलणं हे सगळं मॅनेजमेंटचं काम माझ्याकडे आलेलं होतं आणि कारण माझ्याकडे टेक्निकल नॉलेज असल्यामुळे ते मला उत्कृष्टपणे समजत होतं आणि समोरचा जो क्लायंट होता याला मी आय कंपनीच्या मार्फत काय देऊ शकतो, हे मी उत्कृष्टपणे सांगू शकत होतो. तर त्यामुळे ते सगळं निदर्शनात धरून कंपनीनी मला तो रील तो रोल दिलेला होता. पण नॉनटेकमध्ये पूर्णपणे आल्यामुळे मग मला लोकांसोबत संवाद करायला सुरुवात झाली, मी त्या तो बदल माझ्यामध्ये आणला.
हो, हो. हं. बरोबर. हं, हं. नक्कीच, हो.